अं, बरोबर आहे, बरोबर. आणि मग केअर सेंटर बद्दल तुम्हाला काय वाटतं?
केअर सेंटर हां, केअर सेंटर मला वाटते हा फायद्याचा विचार आहे म्हणजे का असू शकतो असं वाटते कारण, की बघा आपण पूर्ण काळ केअर सेंटरमध्ये ठेवण्यापेक्षा, जर का आपल्याला काही वेळासाठी अ, जर का आपल्याला म्हणजे आपण पण खूप बिझी आहो कामामध्ये आप अशा वेळेला आपल्या घरच्या व्यक्तींकडे आपलं दुर्लक्ष होतय असं जर का आपल्याला वाटत असेल, तर आपण काही काळासाठी म्हणजे आपला जो बिझी शेड्यूल असतो तितक्या काळासाठी आपण आपल्या घरच्या पालकांना जर का तिथे ठेवलं, तर त्यांना पण एक असा आधार होईल, जेणेकरून असं दुर्लक्ष केल्यासारखं त्यांनाही जाणवणार नाही का?

बरोबर आहे, अगदी बरोबर आहे मॅम तुमचं. पण अ, असं पाहता की वृद्धांची तब्येत खूपच अशी अ, खालावलेली असते, मग अशा क कंडिशनमध्ये तुम्हाला काय वाटतं की केअर सेंटर योग्य आहे का की कारण आपण बिझी असतो, त्यादरम्यान केअर सेंटर योग्य आहे असं वाटतं का तुम्हाला आणि का?
बरोबर. आणि काही हं, काही प्रमाणात योग्य आहे असं वाटतं पण अ, म्हणजे 100% आपण योग्य नाही म्हणू शकत. कारण शेवटच्या काळांमध्ये जसे म्हणजे अ, एखाद्या पेशंटला औषधांची गरज असते, तशीच त्याच्या म्हणजे सोबतीला त्याच्या जवळची माणसं पण हवी असतात, नाही का? त्यामुळे नक्की म्हणेल की घरची काळजी जास्त योग्य राहील आणि आर्थिक दृष्टीने सांगायचं झालं तर अ, ते पण अ, म्हणजे ज्यांच्यासाठी आता ते सहज शक्य आहे, त्यांसाठी ठीक आहे, ज्यांची आर्थिक म्हणजे परिस्थिती खूप चांगली आहे अशा लोकांसाठी पण थोडं जर का आपलं तितकीशी आपली आवक नसेल, तर नक्कीच घरची काळजी आपण म्हणू की ही बेस्ट राहील.
बरोबर आहे.

तुमच्या मते मॅम, वृद्ध पालकांची काळजी घरात घेणे चांगले की केअर सेंटरमध्ये?
हां, माझं मत सांगायचं तर मला तरी असं वाटतं, की वृद्ध पालकांची काळजी ही घरातच घ्यायला हवी. आ कारण कसं ना आ आपले जे पालक आहेत, ते म्हणजे मुलांकडे म्हातारपणात त्यांच्या खूप अपेक्षा असतात ना, की अ, मी आज म्हणजे माझ्या मुलांचं करेल, तर म्हातारपणात तो मला सांभाळेल. ॲक्चुअली 90% पालकांचा तरी हाच म्हणजे एक अ, विश्वास असतो, की त्यांच्या म्हातारपणात त्यांची मुलं त्यांना सांभाळतील. त्यामुळे नक्कीच पालकांची काळजी घरातच घ्यायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे.
बरोबर आहे. अगदी.

कसं ना अ, म्हणजे पूर्ण काळ ते म्हणजे त्यांची प्रायोरिटी हे कुटुंबच असते सर्वांसाठीच नाही का आणि आधीपासूनच त्यांना कसं एका पालक म्हणून त्यांना पाल्यांची खूप काळजी, नातवंड म्हणा, मुलं, सगळ्यांचीच खूप अटॅचमेंट असते प्रत्येकाला. तर शेवटच्या काळामध्ये जर का ते वृद्धाश्रमात राहले, तर नक्कीच ते त्यांच्यासाठी, ती दुःखाची बाब असेल आणि ते कुठे ना कुठे असा विचार करत असतील, की अ, चला बा आता मी म्हातारं झालो, वृद्ध झालो. तर माझ्या घरचे माझ्या लक्ष देत आहे. माझी काळजी घेण्यास असमर्थ आहे. अशी कुठेतरी म्हणजे त्यांच्या भावनात ही जी भावना आहे ती मनात रुतत राहील आणि ते त्या दुःखामध्ये जगत राहील.
हं, बरोबर आहे. हो. बरोबर आहे. हं. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि अ, आजच्या काळात काही फॅमिलीज केअर सेंटर निवडतात. कारण बिझी शेड्यूल आहे. मग तुम्हाला वाटतं का की ते चुकीचं आहे?